अच्छा. तर असं आमच्या बरोबर जास्त झालं नाहीये, कधीच झालं नाहीये. तुम्हाला खरं सांगतो कारण आपण जेव्हा अशा मैफिली करतो आता आपण आधी कॉलेजमध्ये होतो, आपलं लग्न वगैरे नव्हतं झालं, तो काळ वेगळा होता. पण आजकाल जेव्हा आम्ही सगळे भेटतो जेवणासाठी, कुठली मॅच बघण्यासाठी वगैरे, आपल्या सोबत आपली मुलंही असतात. तर आपल्याला कुठे ना कुठेतरी हा भान ठेवायला लागतो की जर आपल्याला सुखात बसून 4 तास, 5 तास मॅच बघायची आहे, जेवायची आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्या मुलांना आपल्याला आनंदी ठेवायला लागेल. कारण जेव्हा आपण जी गाणी लागतो तेव्हा आपली मुलं कंटाळतात आणि त्यांना घरी जायचं असतं, ती चिडतात. मग मी म्हणजे आम्हाला पण वाटतं आम्ही बोलतो एक दुसऱ्याशी आपण करूया अशी जगजीत सिंगची एक मेहफिल करूया. असा प्रयत्न आम्ही करतो, पण नाही जमत हो आजकाल खरं सांगायचं तर.
असं काही? अच्छा. हां. <chuckles> अच्छा. हं, हं. हं. <chuckles> हां. हो. हं, हं, हं, हं. हं. हो. <chuckles> हो ना. हां. हां. हो. बरोबर. <laughs> हं, हं, हं. हां बरोबर. हं, हं, हं, हं. हं. <laughs> हो ना. ती पहिल्यासारखं अ, गाणी आता नाही लागत ना. सगळे ट्रेंडिंगवरती जे आहेत तेच चालू असतात ना.
नाही नाही. आधी गाण्यांमध्ये एक साधेपणा होता. एक सौंदर्य होतं. आजकाल म्हणजे उगीचच अ, ए-आयचा वापर करून काहीतरी 4-5 असे बीट्स वगैरे टाकतात हवे ते डायलॉग्स म्हणतात आणि <tsk> आणि म्हणजे तो साधेपणा नाही राहिला आता.
हं, हं, हं, हं. अच्छा. हो ना. <chuckles> हो. खूपच. हं. अगदी बरोबर. वाह! आणि मग किती छान प्रकारे तुम्ही सांगितलेत की कसं अल्गोरिथमने शोधलेली गाणी किंवा तुम्ही मित्रांनी सजेस्ट केलेली गाणी कशाप्रकारे तुम्ही समतोल साधलात तो किस्साही खूप छान होता म्हणजे ते अ, गाडीतून जातात ते तुम्ही लावलेली गाणी वेगळी होती आणि मग नंतर मग दुसरी गाणी मित्रांनी लावली आणि मजा केली. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. असेच पुन्हा-पुन्हा संवाद करूया. अ, पुन्हा नक्की आवडेल मला तुमच्याशी गप्पा मारायला तुमचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद.
गोव्याला. हां. हो. तुमचे पण खूप-खूप आभार. धन्यवाद.
हो.